आपण कुठे चुकलोयत याचं परीक्षण करणं गरजेचं आहे, म्हणजे ज्या करेक्टिव्ह ॲक्शन्स ज्याला आपण म्हणतो. तर त्याचं परीक्षण करून "मी कुठं चुकले?" जर मी काय केलं असतं म्हणजे मला ते अ, एक्झॅक्ट यश मिळालं असतं? पुढच्या वेळेस माझा पवित्रा काय असेल? ज्याला आपण ॲक्शन कोर्स ऑफ ॲक्शन माझी काय असेल जे म्हणतो?
हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर.
ते आपण जर योग्य दिशा ठरवली, पुढचं नियोजन केलं, सुसूत्रता त्याच्यामध्ये आणली, व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं आपण ते काम केलं नियोजन करून, तर नक्कीच जिथं अपयश आलंय तिथे आपण यशस्वी होतो. हे झालं आपलं नियोजनबद्ध पद्धतीचं काम. पण त्या आधी अ, अपयशाने खचून न जाता आपल्यापेक्षा जी मोठी मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्याचा सल्ला घेणं, अ, मेडिटेशन करणं, योगाभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी अ, जर आपण फॉलो म्हणजे बरोबर ठेवल्या आणि यांच्याबरोबर ते नियोजनबद्ध पद्धतीची अ, पद्धती आपण अवलंबली तर नक्कीच कितीही अवघड काम असू देत, आपण पुढे जातोच आणि यश येतंच.
हां, हां. ओके. फायदा होऊ शकतो. हो. जे एकंदरीत अपयशानंतर खचून न जाता म्हणजे थांब लोकं थांबतात अ, असं होणार नाही म्हणून पाठी फिरतात. तर तिथे फ उलटं अजून जोमाने कामाला लागलं पाहिजे म्हणजे अ, तुम्ही जसं म्हणालात प्लॅनिंग वगैरे तर केलीच पाहिजे, त्रास होत असेल तर कुणाची तरी मदत घेतली पाहिजे. पण
न जा हो, अगदीच, बरोबर. <chuckles> हो, हो. अगदीच, हो. बरोबर, हो.

थांबण्याऐवजी त्यात अजून अ, अजून काही करता येईल, अजून कुठे म्हणजे चुकलो त्याच्यातून काय शिकलो. ते बघून त्यातून अ, पुढे कसं जाता येईल काय म्हणतात सुधारणा कशी करता येईल? आणि ती चूक परत होणार नाही त्यानंतर ते तसं अपयश परत येणार नाही याची काळजी घेऊन पुढे जाय जात राहिलं पाहिजे असं तुमचं एक आहे. पण उदाहरण आहे का एखादं? तुम्ही असं कधी काय अ, झालं की एखादं अपयश पचवलं म्हणजे अवघड असतं पचवायला. मी असं नाही म्हणत की तो प्रवास अवघड नसतो. पण तरी पण तुम्ही तुमचं धीराने अ, एकदम त्याचा सामोरे गेला एखादं उदाहरण आहे का त्याचं?
हो. हो. <chuckles> अगदीच हो. माझी एक खूप सुंदर आठवण आहे. अ, पूर्वी ना SAP हे जे सॉफ्टवेअर टूल आहे हे नवीन आलं होतं आणि त्याच्यानंतर अ, सक्सेस फॅक्टर वगैरे आले. तर SAPची पूर्वी अ, अ, म्हणजे अजूनही अ, त्याची परीक्षा आहे आणि माझ्यासाठी मी नॉन टेक्निकल असल्यामुळे ती परीक्षा मला थोडीशी अवघड जात होती आणि पण मी अभ्यास करत होते. तरी सुद्धा अ, फर्स्ट अटेम्प्टला मी नापास झाले होते. म्हणजे मला यश अपयश आलं होतं. आणि मी खूप रडले होते. खूप रडले होते. आणि पण रड खूप रडले आणि कारण माहितीच नाही ना कधीच असं अ, फेल झालोयत, अपयशी झालोयत, नापास झालोयेत आणि मग तो एक अ, त्यावेळेला असं वाटायचं की अरे बाप रे! मला कलंक लागला, हा डाग पडला असं तसं. मी त्यावेळेला पण नंतर मी परत तो रिअटेम्प्ट दिला जिथं मी चुकले होते किंवा ज्या एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये माझी माझी कमी स्कोरिंग होतं त्या विषयावरती जास्त फोकस केला. त्याच्याबरोबर ज्यांचं स्कोरिंग चांगलं आहे त्याच्यावरतीही लक्ष दिलं. म्हणजे कुठेही सुटू नाही दिलं आणि मग परत नवीन जो मानवी अभ्यास करून मग परीक्षा पास झाले आणि मग तो आनंद काही असा वेगळाच होता. म्हणजे अ, <chuckles> कसं आहे
हां, हां. हां, हां. हो, हो. अच्छा. ओ! हं, हं. अरे बाप रे! र र रडलात पण? अच्छा. हो, हो, हो, हो. आ. अरे बापरे! म्हणजे हां, हां. हां. हां. बरोबर. ओ मस्त. म्हणजे काय म्हणतो ना फिनिक्स पक्ष्यासारखं खालून वरती यायला अजून मजा येते. <chuckles> म्हणजे हो. खरंच. हो, हो, हो, हो. दुःख असतं ना पण त्यातून आपण सावरून म्हणजे असं किती वेळा असं होतं की अ, किती जणं बाजूचे पण आपल्याकडे अ, नजरेत असे असतात की काय हिच्याकडून होणार नाही. आपणही असं मनात घेत असतो ते म्हणत नसतील पण सगळे आपल्याला अपयशी बघतायेत असं आपल्यालाच उगाच वाटत असतं आणि त्यातूनही आपण हो.
<chuckles> मज्जा येते. पडल्याचं दुःख असतं बरं का. <chuckles> हो. <chuckles> हो. बरोबर आहे. हो ना. आपल्यालाच वाटत असतं खरं तर आपल्याकडे कुणीही बघत नसतं बरं का. तू लोकांना काहीच नसतं पडलेलं. पण आपलंच मन, आपण स्वतःवरती जो संशय घेतो हे आपल्याला जास्त खात असतं. पण लोकांना तुमच्या अपयशाशी काहीही देणं घेणं नाहीये. पण लोकांकडे बघत राहून जर आपण थांबलो एका जागी तर तो आपलाच पराजय आहे, आपलंच अपयश आहे. जिथे थांबला थांबला तो संपला म्हणतात ना आपल्याकडे. तसं आहे ते. अगदी हे खरं आहे. आपले जे पूर्वीच्या म्हणी आहेत त्या खरंच तंतोतंत लागू होतात आपल्याकडे.
हां, हां. हं. बरोबर. हां, हां. बरोबर, बरोबर.